अरे, अरे बापरे!
ती ग्व बा ती बाईक दुसरीकडे आणि मी पलीकडे अशी पडून गेली.
अरे बापरे! मग पुढे काय झालं? हां.
हाताला हाताला इतकं लागलं होतं मला. आणि ते देवाच्या कृपेने का मी होशमध्ये ते सांगतात ना, का मला चक्कर वगैरे जास्त काही तिथं आली नाही. लोकंपण धावले. आता मी काय करू? आणि तेवढ्यात तुम्हाला ते एक काय माहिती देवाची ती ही होती साथ होती का काय नाही माहिती मला. हो. जी मैत्रीण मी तुम्हाला जी सांगितली ना की मी तिच्या घरी गेली होती तिची गाडी त्याच वेळेस 5 मिनिटाच्या अंतरावर होती तिथे.
हम्म. हं. बरं. कृपा होती, हां. अ, हं. अरे वाह, वाह, वाह! म्हणजे ती तुम्हाला तिथे, तुम्हाला मदतीला ती अ, यायसाठी जेव्हा तुमच्या बरोबर तो प्रसंग घडला, असं झालं का? ती तुमच्या मदतीला हां.
तो प्रसंग माझा झाला ना. हो. मी माझा फोनच हातामध्ये घेतला. तर ती तेवढ्यात धावून आली. मी म्हटलं ही कस काय? माझी इतकी पण होशमध्ये नव्हती. ती म्हणे, "अगं काय झालं?" म्हणे, "हे काय केलं?" म्हणे. लगेच ती तिने आणि तिच्या मिस्टरांनी लगेच मला तिच्या कारमध्ये बा बसवलं आणि हॉस्पिटलाईज केलं तिथे. आणि मग माझ्या घरच्यांना फोन केला. माझ्या हसबँडला फोन केला. "अरे अ, तिला थोडंसं असं लागलेलं आहे. खरचट वगैरे आलेलं आहे तर तुम्ही या." मी तेच तुम्हाला सांग बोलण्याचं तात्पर्य बघा. का ती मुलगी मी तिला फोन नाही केला, काही नाही केला, पण तरी असं सांगतात ना इतके लोकं तिथं उभे होते.
हम्म. हां. अरे वाह वाह वाह! हम्म. मनाची मैत्रीण. हो, हो.
कोणी मला हात लावला नाही बरं. त्या ठिकाणी कोणीच मला हात लावला नाही, पण ती धावून आली. तिला काय माहिती मीच होती? का दुसरं कोणी होतं? ती आली आणि माझं मला ती हॉस्पिटलाइज्ड केलं त्यांनी आणि इव्हन 2 दिवस ती माझ्यासोबत तिथं होती बरं.
हं. अरे वाह! अरे वाह! हां. हम्म.